ही जाणीव मला तेव्हा झाली, की बघा ना आपल्या अ, म्हणजे आपण अ, इंडिया इंडियाची जी मॅच झाली होती वर्ल्ड कप
हं. हां.
नोव्हेंबरमध्ये अ, ओ-डी-आय वर्ल्ड कप, तर तेव्हा काय झालं होतं, मी एके दिवशी अं, म्हणजे एक दी पूर्वी ज्या दिवशी मॅच होती, त्या दिवशी मी फार थकलेलो होतो आणि मी मॅच बघू शकलो नाही आणि मी पाई अ, आणि झोपून गेलेलो होतो मी. आणि जेव्हा मी सकाळी उठलो आणि ती अ, उघडला मोबाईल, तर तेव्हा सर्वात पहिली नोटिफिकेशन होती ऑस्ट्रेलिया वॉन द वर्ल्ड कप इंडिया लूज अ‍ॅट अहमदाबाद असं आणि ते ऐकून मला खूप म्हणजे असं मी तुटलो मधून, की अरे, असं कसं झालं. आपण पूर्णच्या-पूर्ण सीरीज जिंकत होतो. जर एकही मॅच हारलो नाही आणि आपण ऐनटाईमाला येऊन कसं काय हारलो? तर मग त्या दिवसानंतर 3 ते 4 दिवस माझे त्याच्यातच गेले. अरे, आपण कसं काय हरलो?
अच्छा, हं हं. हं. अच्छा. हं, हं, हं. हां. आई ग! हम्म. हां, हां, हां, हां. हो ना. तेच तर, हं. बापरे! त्या ट्रॉमामध्ये गेलात की काय तुम्ही? हां, अच्छा.
हो. आणि ते क्रिकेटसोबत कनेक्ट होता नाही येत, त्यातल्या त्यात मी ती फायनल मॅच मिस केली, जे अ, कोणी करत नाही म्हणजे अगदी मोठ्यातलं मोठा बिझनेसमॅनही असेल, तो तरी निदान त्याच्यासाठी टाईम काढून बसला असेल आणि बघितली असेल ती मॅच. पण मा माझ्याकडनं तेही झालं नाही, तर तो एक वेगळं होतं. पण म्हटलं मग आणि मी ब अ, त्याच्यानंतर विचार करायला लागलो. म्हटलं हे ना सकाळी सकाळ-सकाळमध्ये असं काही आपण बघायचं नाही भो आता. आपण आपला दिवस पहिले चालू करायचा कारण, की एक वेळेस माणूस निगेटिव्ह झाला, तर त्याच्यामधून बाहेर निघायला त्याला खूप टाईम लागतो.
हं, हं, हं, हं. हं. हो, हो ना, हां, तेच तर. हं. हं. हां, हां, हां. हं. बरोबर आहे.

अ, नाही-नाही. पूर्णपणे असं नाही आहे, की माझं फ्लेक्सिबल असतं, की जर काम आपल्याला आठवड्यातनं काय असतं, आठवड्यातनं म्हणा, महिन्यातनं म्हणा. कधीतरी एकदा घरी जास्त काम येऊन जातं, की ते काम आपल्याला घरीही करावं लागतं. तर त्यावेळेस घरच्यांनाही माहिती आहे, की हा जे काम करतोय ते तेच आपलं ब्रेड आणि बटर आहे. त्याला जर आपण <chuckles> अ, त्याला जर तिथून आपण बाहेर खेचलं म्हणजे, की कधी-कधी काय होतं ना मग बॉसही रागवतात आणि मग आपल्या याच्यावरती बी येतं. आणि डेडलाईन मीट करायची असली तर आपल्याला काम करावंच लागतं. म्हणून घरच्यांकडनंही चांगला प्रतिसाद असतो. नाही-नाही तू काम कर अ
हं. अच्छा. हं. हो. हं. <laughs> हां. हां. हो ना. बरोबर. हं. अच्छा. हां, हां, हां.
आणि प्र प्रत्येक दिवशी. हो प्रत्येक दिवशी आपण देतो त्यांना टाईम. पण कधी-कधी होतं ते, की महिन्यातनं एकदा झाला असं. तेव्हा आपण कामही करून घेतो.
सगळं काही आम्ही सांभाळतो असं. हां, हां, हां, हां. होतं. अच्छा, अच्छा. हं. अच्छा. मग असं कधी झालंय का हो? की निगेटिव्ह, जसं तुम्ही म्हणालात, की निगेटिव्ह नोटिफिकेशन्स येतात आणि त्यामुळे ताण-तणाव येतो, एकाग्रता कमी होते आपली आणि खूप असं बर्न आऊट होतं ना, की बाबा नाही. <inhales> किती आहे? काय आहे? निगेटिव्ह सगळे विचार यायला लागतात. मग ती सिच्युएशन कशी हाताळता? काही दिनचर्येमधले सोपे-सोपे नियम असतील म्हणा किंवा काही काम असं ट्रिक्स ठेवल्यात का तुम्ही? की बाबा त्याच्यामुळे तुम्ही हँडल करता, हे सांगा ना?
हं. बरोबर. हो. हो. अ, मी ठेवलेल्या आहेत माझ्या ट्रिक्स म्हणजे काय असतं ना माणूस असा कायम पॉझिटिव्ह राहू नाही शकत. तो होतो निगेटिव्ह होतो थोडंसं. त्याला मनात अ, होतं. तर मग तेव्हा मी अ, सकाळी सकाळी मी मेडिटेट करतो आणि संध्याकाळी जर असं मला वाटायला लागलं ना, की आता खूप जास्त निगेटिव्ह वाटतंय, तर मी परत मेडिटेशनला बसतो आणि एकच विचार धरून बसतो. ओम असला तो ओमला धरून बसतो. आपल्या मस्तिकामध्ये आणि शांत करतो स्वतःला. जेणेकरून ही निगेटिव्हिटी लांब जाते आणि पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये वाढते.
हं. अच्छा. बरोबर आहे. हं, हं. हं. हं. ओह! हं. अच्छा. हं. हं, हं, हं. हं. अच्छा. नाही. फारच छान. खूप छान प्रकारे म्हणजे अ, हे करताय, की हाताळताय तुम्ही सिच्युएशन. मग असा किस्सा वगैरे काही झाला त्याच्याबाबतीत? की तुम्हाला खूप तणाव आला आणि मग तुम्ही हँडल केलं आणि मग साधं सगळं काही व्यवस्थित झालं?
हं. हो.

हं, अ, मी याच्यासाठी काय केलंय ना, की आपल्याला अ, दिवसभरामध्ये खूप सारे नोटिफिकेशन येत असतात. ते सोशल मीडियाचे असू द्या, Googleकडनं असू द्या. त्यानंतर आपले जे मेल्स असतात ते आणि WhatsAppचे. मग मी काय ठरवलं की आपल्यासाठी सगळ्यात जास्त प्रायोरिटी कोण कोणाला द्यायची? तर सगळ्यात पहिले आपल्याला जे वर्क इमेल असतात यांना प्रायोरिटी देणे गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला ती गोष्ट लवकर समजेल ते आणि आपले पारिवारिक परिवाराचे जे अ, मेसेजेस आहे हे इम्पोर्टंट आहे. मग मी काय केलं, की यान आपल्याला सेटिंगमध्ये जाऊन ऑप्शन असतं कस्टमाइज्ड नोटिफिकेशन साउंड म्हणून तर तिथे जाऊन अ, WhatsAppला आपले फॅमिली ग्रुपला जर कोणा मेसेज आला तर मी तिथे एक वेगळ्या प्रकारची अ, नोटिफिकेशन टोन सेट केलेली होती. आणि जे इमेल्स होते जे माझ्या वर्क रिलेटेड इमेल आयडीला येतात.
हं. हां. हो बरोबर. हं. हो ना. अच्छा. हं. अरे वाह! हं, हं. ओके. हं, हं. हं. हां.
त्यांना मी वेगळी टोन सेट केलेली होती. म्हणजे जेव्हा ही जेव्हा कोणी मला ईमेल रिसिव्ह झाला तेव्हा त्या अ, त्या पार्टिक्युलर नोटिफिकेशनच्या बेसिसवरती मला समजायचं की मला याला प्रायोरिटी द्यायची आहे, की नाही द्यायची आहे.
हं हं. ओके हं. हं. हां. हां. अच्छा म्हणजे टोनवरून तुम्ही समजत होतात तर? हं.
तर आणि हो. आणि त्याच्यामुळे मग मा अ, मला आहे ना का, लवकर नोटिफिकेशन कळल्यामुळे काम लवकर व्हायचं किंवा माहिती लवकर भेटायची असं व्हायला लागेल. नाहीतर बरेच लोकांना अ, इमेल्स रिसीव्ह होतात आणि पूर्ण दिवस झाल्यानंतर त्यांना त्यांचेच बॉस सांगतात "अरे हमने तो आपको मेल किया था." आणि मग तो व्य समोरचा व्यक्तीस <tsk> सर मी चुकलो, माझं लक्ष नव्हतंं मेलकडे तर असं होतं ना ते मग त्याच्यामुळे मी या पद्धतीने त्याला सेट केलेलं आहे की जेणेकरून माझ्या जे इम्पोर्टंट असतील मेल ते सुटणार नाही.
हां ना. हं. हं, हं, हं. हां ना. हं. हो बरोबर आहे. हं. हं, हं, हं, हं.